तर अशा वेळेस मला काय वाटतं माहिती आहे का, की टेक्स्ट मेसेजेस त्याचाच जर वापर करायचा असेल, तर अ, मला असं वाटते की कधी-कधी अ, थोडा थोडा विचार कर करणं थोडं जरुरी आहे. आपण काय टाइप करत आहोत, पहिली गोष्ट ते, आणि जर का आपल्याला आणि असं होतं भरपूर लोकांबरोबर होतं, की आपल्याला म्हणायच असत एक, पण आपल्याला बरोबर ते सेंटन्स फॉर्म करता येत नाही. त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ निघू शकतो. तर अशामध्ये आपण अ, असं व्यक्त करू शकतो, की मला अ, म्हणजे काहीतरी मला व्यक्त करायचं आहे, पण मला शब्द सुचत नाहीये, तर मला जसं सोपं समज मला जसं सोपं मला सुचत आहे तसं मी लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. तर म्हणजे त्यावेळेस तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल, काही सांगायचं असेल आणि मग त्यावेळेस तुम्ही थोडा इमोजीचा वापर केला आणि थोडं नम्रतेने तुम्ही जर का ही गोष्ट व्यक्त केली, की मला असं-असं विचारायचं होतं किंवा मला असं-असं वाटत आहे. जर का म्हणजे कोणाला वाईट वाटत नसेल किंवा तुम्हाला वाईट वाटत नसेल, तर मला असा माझा दृष्टिकोन आहे, पण बघा शेवटी निर्णय हा तुमचा आहे. तर कुठे ना कुठेतरी शब्दाला आपण जरा व्यवस्थितपणे वापरणं. असं की जेणेकरून समोरच्याला पण थोडा विचार करण्यासाठी थोडी त्यांना रूम भेटते. आता जर का तुम्हाला कोणाला विचारायचं असेल, कोणाची मदत घ्यायची असेल तुम्हाला, की अ, मला बघ फर्निचर मला अ, म्हणजे अ, मला मूव्ह करायचा आहे. मला फर्निचर थोडा मला शिफ्ट करायचा आहे, पण मला मदतीला कोण नाहीये. तर मग अशा वेळेस जर का विचारायचं असेल, तर मग तुम्ही विचारू शकता, की तुझ्याकडे जर वेळ असेल, तर अ, मला फर्निचर मला अ, माझ्या घरी आणायचं आहे, तर मदत करू शकशील का? अशा प्रकारे जर का आपण ओपन एंडेड क्वेशन्स विचारले, की मदत करू शकशील का, तुझ्याकडे जर वेळ असेल तर. मला म्हणजे मला त्या गोष्टीच हां, मला मला मला आभार व्यक्त करता येईल, की मला आभार वाटेल जर का तुझी मदत भेटली, तर खूप छान वाटेल. माझ्या मला जवळ कोणी सध्या नाहीये मदत करायला. तर जर का आपण असं, असं जर आपण व्यक्त केलं ना, कधी-कधी मनात जे आहे, जे आपण खरं, खरं व्यक्त केलं ना, तर समोरच्याला पण रीड करल्या रीड केल्यावर त्याला थोडं कळतं, की आपण काय लिहिण्याचा प्रयत्न करतो, त्याला समजण्याचं हां, आपण जर का असंच लिहिलं ना, की अ, मला फर्निचर मूव्ह करायचं आहे. तू येशील का? तर मग अशा वेळेस अ, त्याला पण असं वाटतं, की नाही. मला जमणार नाही. पण जर का आपण असं त्याला खरं काय सांगितलं, की मला मदतीची गरज आहे तुझी, पण मला सध्या कोणी नाहीये, म्हणून मला वाटलं, तुला विचारावस वाटलं, तुला जमत असेल, तर तू येऊ शकशील का? तर असं पण आपण विचारू शकतो.
हं. बरोबर. हां. बरोबर. हो, नक्कीच. हं. हां. हं. बरोबर. हं. हां. बरोबर. हं. बरोबर. हो. नक्कीच, नक्कीच. बरोबर. हं. बरोबर. हो. बरोबर. हं. बरोबर. हं. हे फार सोपं होईल ना, लोकांसाठी ही. हो. नक्कीच, हो. हं. हो, समजतं, बरोबर. भावना काय आहेत आपल्या? हो. हं, बरोबर. बरोबर. हं. बरोबर. हो. बरोबर. हं.

कुठे भेटणार आहे? जर का तुम्ही कुठे? विसरले, भेटणार आहे. समोरच्याला कळतच नाही. भेटणार आहे म्हणजे? कुठे भेटणार आहे? काय म्हणायचं काय आहे? म्हणजे काय प्लॅन चालू होता का आपला? हां, मग आपल्याला पण आपण मग ते परत रीड केल्यानंतर आपल्याला कळते, की कुठे लिहायला आपण विसरलो. मग ते खालती बॉटममध्ये मी लिहिते, कुठे? आणि मग त्याला एक स्टार चिन्ह लावते मी. की तो एक, तो शब्द मी विसरली म्हणून. तर मला काय वाटतं, की रिप्लेस तर करू शकत नाही तो, टोन वगैरे आपल्याला पूर्णपणे तर कळत नाही. आणि कधी-कधी आपल्याला ओव्हर-एक्सप्लेनेशन पण द्यावं लागतं टेक्स्ट मेसेजेसमध्ये, की माझं म्हणण्याचा अर्थ असा-असा होता. आणि कधी-कधी बघा आपल्याला, म्हणजे टेक्स्ट मेसेजमध्ये आपली व्होकॅब्युलरी पण एवढी कधी-कधी क्लिअर, पूर्णपणे स्पष्ट येत नाही. आपल्याला म्हणायचं असतं एक, पण आपल्याला शब्द सुचत नाहीत, म्हणून आपण लिहितो एक. पण कसं होतं, मी तुम्हाला गंमत सांगते, आपण जर का फोनवर बोलत असलो. आपण तीच भाषा वापरत असलो, जरी आपल्याला तुटक-पटक येत असेल, तरी पण समोरच्या व्यक्ती ना, कळतं त्याला. कारण आपण आपण फ्रीली आपण आपण जसं म्हणतो ना, आपण वाहू शकतो त्या शब्दात, आपण बोलू शकतो, "की अरे, मला सुचत नाहीये, मला शब्द-शब्द जोडता येत नाहीये." पण हे टेक्स्ट मेसेजमध्ये लिहिणं किती कठीण होतं. पण त्यामध्ये पण, मला असं वाटतं, की आपण शक्य आहे, करू शकतो, इमोजीचा वापर करून. आपण थोडक्यात-थोडक्यात थोडा विचार करून आपल्याला लिहावं लागते कधी-कधी, की अ, मला म्हणण्याचा अर्थ असा आहे, पण मला शब्द सुचत नाहीयेत. मग त्याच्यामध्ये थोडा इमोजीचा वापर करून आपण समोरच्याला थोडं आपण, आयडिया देऊ शकतो. आयडिया हो.
हं. बरोबर. हां, तोच आपल्याला विचारतो मग. कुठं? बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हो, नक्कीच. हं. न नसते. बरोबर. बरोबर. हो. हां. बरोबर. हं. बरोबर. हो, नक्कीच. हो. बरोबर. बरोबर. ते आपण दाखवू शकतो ना, की आपल्या फिलिंग्स काय आता. समजा त्याचा एखादा मेसेज आपल्याला आ आवडला. तर मग आपण त्याला थम्सअप दाख दाखवू शकतो किंवा मग त्याला हार्ट पाठवू शकतो. जेणेकरून त्याला समजेल, की समोरच्या व्यक्तीला ह्या मेसेज आवडलेला आहे. हो.
हं. हो. बरोबर. आवडला माझा मेसेज, हां. का त्याचा मूड चांगला आहे, का त्यांनी वाईट दृष्टिकोन घेतला नाही. आणि कधी-कधी असंही होतं. आपण मेसेज करतो, की "अ, कसा चालला आहे दिवस?" पण आपल्याला त्या व्यक्तीची परिस्थिती माहीत नसल्यामुळे, आपल्याला कळत नाही, की त्याचा रिप्लाय आला नाही, तर तू रागवलास का माझ्यावर? का बिझी आहेस? का तू मला अव्हॉइड करत आहेस? कारण कधी-कधी लोकं अव्हॉइड करतात, करतात लोक इग्नोर करतात. हां.
बरोबर. हं. बरोबर. हो. हं. बरोबर, हो. म्हणजे टेक्स्टिंगमध्ये लोकं असाही विचार करायला लागतात, की "अरे, हा मला इग्नोर करतोय? का नाही करत आहे? किंवा हा बिझी आहे का नाही?" असा विचार करत नाही आणि स्वतःच ओव्हरथिंक करायला लागतात. मग या सगळ्या गोष्टीपासून आपण कसं अ, मोकळं व्हायला पाहिजे आणि एक ओपन माइंडेडली विचार केला पाहिजे, अशा गोष्टींचा.
हं, हं. बरोबर. हं. बरोबर, बरोबर. हो ना. नक्की, म्हणजे तुम्ही जसं म्हटलं. हां, ते, म्हणजे खात्री आहे मला त्याची.
तर हं.